ओ हो! <laughs>
आणि वो रकम लिया 40,000 खाली ल अ, अन् अमाउंट लिहिली आहे 4,000 ते बाउन्स झाला आणि ॲक्चुअल ते पेमेंट होतं एका ह्याचं म्हणजे द्यायचं होतं ते पेमेंट कामाच्याबद्दल आणि त्यानंतर जी समोरची पार्टी माझ्यावर असे काही आले होते, की "तुम्हाला एवढे सेन्स नाहीत का? नाहीतर तुमचं असं नाही तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं ऑप्शन आम्ही देऊ का मग आता?" हे, ते. हां.
4,000 हां ना. हो, हो. बरं. हां. हां, हां. मग अ, तुम्ही काय केलं मग त्यावेळी ऑनलाईन पे केलं का नंतर मग त्यांना?
अ, त्यांना हो, त्याच्या तेव्हा तर क करावंच लागलं मला ऑप्शनच नव्हतं काही, की इमिडिएट पेमेंट करायला माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मला ते द्यावे लागले होते. आणि नंतर मग ऑफिसच्या ह्याच्यामध्ये पण ते तो एक जो सिनारियो होता ना, तो एवढा म्हणजे म मनात खोल रुतला ना की ही मिस्टेक का झाली माझ्याकडनं? अमाउंट भरताना किंवा रक्कम भरताना मी कधीच अशी चूक करत नाही आणि बरं मी वर व्यवस्थित लिहिली आहे ना 40,000, मग असा डॉट का मी मध्ये चुकीचा मारला? आणि तेव्हा थोडं लक्षात केलं की मी काय केलेलं.
हो ना. हं, हं, हं. बरं, बरं. हां. हो, हो. हम्म. वेंधळेपणा होतो मग या नोटिफिकेशनमुळं किंवा काय.
हो, हो, त्या नोटिफिकेशनला बघायच्या नादात तो एक डॉट माझा चुकला आणि त्याचा जो काही म्हणजे मनस्ताप
हो, हो. तरी तरी नशीब म्हणजे मनस्ताप झाला पण लॉस वगैरे झाला नाही ते नशीबच म्हणायचं तुमचं.
लॉस म्हणजे कसं होतं, जेव्हा तुमचं बघा एखाद्या वेळेस चेक जेव्हा बाउन्स होतो ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची क्रेडिट क्रेडिबिलिटी जी असते ना बँकमध्ये म्हणा किंवा एकंदरीत ती कमी होते. एक तुमचा बाउन्स तुम्हाला असं पण होईल, की तुम्हाला लोन घ्यायला म्हणजे जर काही तुमची गरज असेल, सीबील स्कोररला अफेक्ट करते ती, बरोबर बोललात. तर तो जो आहे ना तो इम्पॅक्ट झाला, की त्याच्यानंतर जर मी काही ग घ्यायला गेले असते, लोन वगैरे तर तिथे मला भरपूर प्रॉब्लेम झाला असता, पण सुदैवाने तसं काही नव्हतं. पण समोरच्या माणसाचा ओरडा मात्र मला मजबूत खावा लागला. कारण त्याच्या बिचाऱ्याच्या बँकमध्ये तो बाउन्स झाला होता.
हां. हां, ती कमी होते. हो, हो. हो ना. सिबिल स्कोर वगैरे अफेक्ट करतो, बरोबर. हो ना. हां. हां. हो ना. हां.

अगदी बरोबर. नक्कीच.
सो त्याच्यामुळे हा गोष्टींना खूप अ, जरा आजकाल सांभाळून वापरायचा प्रयत्न करते शक्यतो.
हां. <chuckles> वाह! हां, म्हणजे अद्दल घडली, धडा शिकवला. मग मग कामा काम असेल म्हणा इम्पोर्टंट किंवा अभ्यासात काही डीप रिसर्च वगैरे करायचं असेल, तर मग नोटिश फिकेशनला तुम्ही नेमकं काय करता? मग काही सोप्या नियम किंवा ट्रिक्स आहेत का काही? हां.
हो, हो, हो. नक्कीच. बघा, आत ना सध्या आता ना सध्या खूप छान एक ऑप्शन्स झालेले आहेत की नोटिफिकेशन्स तुम्ही असं सर्टन विंडोज देऊ शकता की त्या टाईमामध्येच ते यावेत हां, आणि बाकीच्या वेळी जे काही इम्पोर्टंट आहेत, त्या इम्पोर्टंटमध्ये जसं बँकेचे नोटिफिकेशन आहेत किंवा कारण ट्रान्झॅक्शन आपले होत असतात इन अँड आउट. तर हे ट्रान्झॅक्शन आपल्याला माहिती पडलेच पाहिजेत. एक जरी ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये रॉंग जात असेल तर त्या तुम्ही नाही त्या हे करू शकत आणि म्हणूनच ते नोटिफिकेशन ॲक्टिव लागतात. तर त्यांच्यासाठी फक्त एक एक्सक्यूज आहे की ते नोटिफिकेशन्स कंपल्सरी आहेत बघणं. पण अदरवाइज़ जे दुसरे नोटिफिकेशन्स आहेत, त्यांना एक अ, आ रात्री 08:00 नंतरचा टायमिंग थोडासा दिलेला आहे की ते ज्या जेवढे वाजायचे आहेत त्यांना 8:00 ते 9:00च्या दरम्यान, जेव्हा मी जेवायला बसते, तेव्हा ते वाजवून घेतात. पाहिजे तेवढे पडून राहतात तिथे. आणि मी जेवून वगैरे झाले आरामात, की एकदा त्याच्यावर नजर टाकते. म्हणजे असं नाही होत आता की "अरे, अरे, बघू दे, काय आलं, काय आलं, काय आलं!"
हं. हो, म्हणजे किंवा ऑफ करू शकता. हो. हो. हो ना, अगदी. हो, हो. हां. अगदी बरोबर. हो. हां. हां. हां. वाह! हां, हां. हां. हां. <chuckles> बरोबर. मग तुम्ही साधारण अ, चेक कधी करता? म्हणजे रात्रीच करता? का सकाळी, दुपारी असा काही वेळ ठरलेला आहे का?
हो. नाही सकाळी वेळच नाही मिळत. सकाळी वेळच नसतो क ह्या सर्व गोष्टींना आणि एकदा मोबाईल जर हातात घेतला ना, झाला, मग दिवसच सुंदर होतो आपला एकदम. <chuckles> सगळा गोंधळ होतो, सगळा गोंधळ होतो. ते रात्री मग हे बऱ्याच वेळेला जे आहे ना, सगळे नोटिफिकेशन्स चेक करते आणि मी स्वतःहून आता अक्षरशः काही नोटिफिकेशन्स आहेत ना ते अनसबस्क्राईब केलेत. नका पाठवू मला नो
सकाळी हां. हं. हो ना, सगळी कामं राहतात, डबे राहतात, घरच्यांचं सगळं राहता हो ना. हां. हं. अ, बरं म्हणजे न हां, म्हणजे काही शॉपिंग वेबसाईट म्हणा किंवा हां, उगीच मग ते खर्च होतो. हो ना.
एक्झॅक्टली येस, कंटेंटची आता बघा ना, सुरु झालं, ईअर एंडचे, सेल्सचे, सगळे नोटिफिकेशन्स आता सुरु झाले असतील.
हो, हो. अगदीच.
पण त्या एका चुकीमुळे मी खूप अशी म्हटले म्हटलं ना की कसं सजग झाले की "बाबा नाऊ यू प्लीज वेक अप ह्या झोंबी मोडमधून बाहेर ये, नाहीतर आता ह्याच्यापेक्षा काहीतरी मोठा नुकसान होऊ शकतं."
हो. हो, हो. हां.

<laughs> खरंच ना आणि ओरडतात, पण नावानी बघत नाही, हे नाही करत असंही होतं.
अ, हां, आता थोडंसं म्हणता ना की कुठेतरी आता आपल्याला प्रायोरिटी सेट करणं गरजेचं आहे. त्यांना त्यांना जर काही दुसरी कामं नाहीयेत म्हणून ते जर एंटरटेनमेंट म्हणून ते करत असतील, ते कदाचित मी पण केलं असतं जर माझ्याकडे काही सर्टन कामं नसती माझ्या हातांमध्ये
अगदी बरोबर आहे. हो. हो ना. हो ना, बरोबर.
तर मलाही आवडलं असतं ते करायला की रोजचं न विसरता स्टेटस ठेवणं, बर्थडे कोणाचे आहेत त्यांना विश करणं, पण आता माझ्याकडे
अगदी बरोबर, मग हां. मग डिजिटल डिटॉक्स वगैरे ह्या कन्सेप्ट तुम्हाला कशा वाटतात? म्हणजे ते उपयोगी आहे का म्हणजे या बाबतीत? बरं.
खूप उपयोगी आहेत खूप उपयोगी आहेत खरंतर ना ह्या डिजिटल डिटॉक्ससाठी ना रोजचा तास काढायला पाहिजे असं मला वाटतं, पण तो होत नाही. तो कुठेतरी मग आम्ही ना तो प्रो प्रोग्राम आमचा असा वीकेंडला ठरलेला असतो आणि वीकेंडला पर्पजफुली आम्ही प्रयत्न करतो, की अशा ठिकाणी जाऊया जिथे रेंज नसेल. अशा ठिकाणी जाऊया, जिथे स्क्रीन नसेल की म्हणजे जाणून-बुजून पण कोणाला येण्यास सांगता येईल, की बरं सॉरी मी इकडे-इकडे होते माझ्याकडे रेंज नव्हती त्यामुळे मी तुमचा मेसेज नाही बघू शकले.
हां. हां. हो, हो, बरोबर. हो ना. हां. हां. अगदी बरोबर.
मी रेंजमध्ये आल्यावर तुमचे मेसेज सगळे चेक केलेले आहेत, मी बघितलेलं आहे. म्हणजे तो एक एस्केप पण मिळतो आणि मग थोडंसं रिलॅक्स होतो आपण बऱ्यापैकी, जेव्हा तुमचे कोणत्याही प्रकारची तुम्हाला नॅगिंग नाहीये, "मला चेक कर, मला बघ, मी काहीतरी पाठवलंय त्याचा रिप्लाय कर!" हे जेव्हा नसतं ना, प्रचंड रिलॅक्स वाटतं. अगदी पहिल्या-पहिल्या तर पोकळी जाणवू द्यायची आम्हाला. जेव्हा सुरुवात केली आम्ही ह्या सगळ्याची ना, तेव्हा असं वाटायचं काहीतरी मिस होतंय, काहीतरी मिस होतंय
हां. अगदी बरोबर. हो ना. हं. हो, हो. हो ना. हां. हां. अच्छा. हां.
पण नंतर ते मिस होणं आनंद वाटायला लागला त्याच्यामध्ये, की बरंय, शांत आहे.
अगदी. मग ऑफिसमधल्या अ, ज्या नोटिफिकेशन्स असतात ना म्हणजे त्याच्याबाबतीत तुमचं मग नेमकं काय धोरण असतं? म्हणजे कामाच्या नंतर अ, मेसेज पाठवणं योग्य आहे का, ऑन ठेवायचं म्हणजे काय सीमा ठेवल्या पाहिजेत असं वाटतं? हां.
खरं तर ना सांगू, कोरोनाने आमचे खूप अ, वांदे केलेत. कारण कोरोना येईपर्यंत जे एथिक्स होते ऑफिसचे की 8:30 ते 9:00 जास्तीत जास्त लेट मेसेज कारण मी अ, इंटरनॅशनल प्रोसेसला कुठच्याही काम नव्हते करत तेव्हा. मी जे काही होते ते भारतातल्या वेळेनुसारच काम करत होते आणि भार बाहेर जर तुम्ही करत असाल, तर प्रत्येक टाईम झोन वेगळे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रकारे ॲक्टिव्ह राहावं लागतं. पण जर मी भारतातल्याच कंपनीमध्ये काम करतेय आणि भारतातल्या टाईम झोनमध्ये काम करतेय, तर माझ्यासाठी एक सोयीस्कर होतं तेव्हा, की आ 8:30-9:00 नंतरच्या मेसेजेसला कंपल्शन नाहीये, की अ, कॉलला पण कंपल्सरी नाहीये, की ते अटेंड करणं.
हां. हां. हां. बरोबर. अच्छा. हो ना. अगदी बरोबर. हो ना. हां. अगदी बरो

आजच्या डिजिटल युगात सतत येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे आपले लक्ष वारंवार विचलित होते, याचा परिणाम कामाची गुणवत्ता, एकाग्रता, आणि मानसिक शांततेवर होऊ शकतो अ, तर मला सांगा अ, नोटिफिकेशन जेव्हा येतात ना मोबाईलवर तेव्हा लक्ष तुमचं विचलित होतं का?
बरो हो बऱ्याच वेळेला होतं आणि खूप अ, प्रचंड प्रमाणात ना बऱ्याच वेळेला असं वाटतं की
हां. हं.
अरे यार! काहीतरी मिस होतंय. <tsk> असं म्हणतो ना आपण की आपण एखाद्या कामात असतो आणि जरी मोबाईल सायलेंटवर असला तरी त्याची लाईट ऑन होते. आणि ऑन झाली की तुम्ही बरं काही मेल वाचत आहात किंवा मेल तुम्ही टाइप करत आहात, तरी चटकन मान तिकडे वळली जाते. की अरे काय आलंय बघूया किंवा काही वेळेला अ, अक्षरशः मी डेस्कमध्ये आतमध्ये ड्रॉवरला टाकला असेल मोबाईल आणि जस-जसं नोटिफिकेशनची बेल वाजते आपोआप हात ड्रॉवरला जातो, ड्रॉवर उघडला जाऊन आपोआप तो मोबाईल बाहेर येऊन डोळ्यासमोर धरला जातो. मग भलेही तुम्ही टाइप एका हाताने टाइप करत असाल, किंवा काही लिहित असाल तर दुसरा हात तो मोबाईल अगदी डोळ्यासमोर ऑटोमॅटिकली जसं काही झोंबी झालाय तो हात असं आणून डोळ्यासमोर धरतो म्हणजे लिहिता येते नका बघू पहिला हे बघा.
हो. हो. अरे हां. हो ना. हां. हां. हां, हां, हां, हां. बरं, हां. हो ना. हो ना. हो ना. अ, मग अशा परिस्थितीत मग तुम्ही काय करता मग नेमकं?
<chuckles> असं झालेलं आहे. कळतंय ना ह्याचा एक मोठा जबर फटका मला बसला. कारण अ, फटका बसला म्हणण्यापेक्षा की एक चांगली अद्दल घडली आहे <chuckles> असं म्हणता येईल की काय झालं होतं की मी चेक साइन करत होते चेक भरत होते माझा, आणि चेक भरताना मी छानपैकी म्हणजे व्यवस्थित अं, आपण म्हणतो ना अमाउंट वगैरे भरतो आपण आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला असे डॅश द्यायचे असतात रक्कम अशी मोकळी सोडायची नसते. तर अ, त्या मी दिल्या पण नंतर जे डॉट द्यायचे असतात की बाबा इतके हजार आणि इतके पैसे किंवा इतके, इतके अमाउंट आहे ते आपण जे डॉट वगैरे देतो, त्या नंबर्समध्ये मी ना गल्लत केली. डॉट देताना आणि त्याचं कारण हेच होतं, की एका हातात माझ्या मोबाईलचं नोटिफिकेशन आहे, दुसऱ्या हाताने बघितलं तिथे आणि डॉट ठेवून दिला आणि सांगितलं, "ओके. हा आता उद्या चेक भरून टाका. म्हणजे हे होऊन जाईल." कसला तो चेक? कारण तुम्ही लिहिलंय काही अमुक ₹1,000 आणि डॉट, तो हजाराच्या काय शंभराच्या रेंजमध्ये टाकून ठेवल्यावर, ते एक हजार रुपये रक्कम कशी जाणार किती हजार असते ते, तर तो बाउन्स झाला. आणि जो हो. तो बाउन्स झाला चेक, कारण तुम्ही भरलेली रक्कम अंकी आणि लिहिलेली रक्कम ही जर जुळत नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होतो आणि तो डॉट कळतो आपल्याला. म्हणजे आपण कसं असतं ना अ, ₹50 आणि 20 पैसे किंवा आता पैशाचा व्यवहार तर नाहीये. पण समजा आपण आता लिहिलंय की ₹40,000 आणि त्याच्यापुढे डॉट करून ते ₹2 म्हणजे शून्य जे आहेत ते टाकायचे असतात पण तसे न टाकता ₹40च्या ऐवजी मी ₹4000 च्या पुढे तो डॉट टाकला होता.
होय. हा काय सांगा ना अनुभव तो मग? <chuckles> हां. बरं. हो. हो, हो. हो, हो. हां. हां. उफ, हो. हां. हं. हो ना. हो ना. <chuckles> हो, हो. बाप रे! हां, हां, हां, मग? हां. हो, फरक. बरोबर. हो. हां. हां. हां.